पूर्वी आपली कला जी आहे ही फक्त मला वाटत जवळच्या लोकांपुरतीच मर्यादेत असायची. पण आज या सोशल मीडियाने सगळंच बदलून टाकलं आहे. म्हणजे मोबाईलच्या स्क्रीनवरून आपली चित्र, गाणी, कविता, अभिनय जगभर पोहोचतात. तर तुम्ही कधी आपली एखादी कला, अशी कधी सोशल मीडियावर टाकली आहे का?
हो. हां. अ, कसं आहे ना, अ, माझी जी कला होती, ती मला सोशल मीडियानेच दिली असं म्हणता येईल. म्हणजे नाही का जास्त वाढवली. कारण की माझं काम होतं आधी व्हिडिओ एडिटिंग्स करणं.
हं. ओके. हां.
<chuckles> तर अ, जसं सोशल मीडिया आलं आणि अशी लोकं जी म्हणतात ना असे अ, व्हिडिओ बनवणारे ती जरा मार्केटमध्ये वाढू लागली. तसा, तसा माझा कला पण वाढत गेली आणि इन्कमसुद्धा वाढत गेलं आणि
हां. अरे वाह! हां.
अत दुसरी गोष्ट काय आहे, की ते वाढता, वाढता मग मला माझ्या पण स्वतः अ, म्हणतात ना प्रमोशनल व्हिडिओज वगैरे करायला भेटल्या, की कसं बाबा मी तुमची एडिटिंग्स करतो काय करतो आणि स्वतःचं एक चॅनल बनवायला भेटलं, की हा बाबा मी पण गेमिंग वगैरे खेळायचो आणि मग मला पण भेटलं एक वाव ही गेमिंग खेळणं पण ही माझी एक कला होती, की मी खूप चांगला गेम खेळायचो लहानपणापासून.
छान. मग म्हणजे तुम्ही अ, व्लॉग एडिटिंग करायचा तर?
अ, आधी मी अ, म्हणतात ना असे व्हिडिओ एडिट करायचो जसे बिझनेसचे असतील, कॉर्पोरेट्सचे असतील. त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता एवढा.
अच्छा, ओके. हां, हां, हां. हं.
अन् जसं-जसं हे रील्स वगैरे आल्या. आणि नाचणाऱ्यांचं, ठुमके लावणाऱ्यांचं प्रमाण वाढलं, <chuckles> अ, धंदा सुद्धा वाढला, <chuckles> बिझनेस आणि ह्या कलेचा उपयोग व्हायला लागला. आणि मी म्हटलं आता ठीक आहे ना दुसऱ्यांसाठी मी करत आहे, त्यांना फेमस करत आहे, खूप सारे अ, यूट्यूबर्स आहेत, हे आहेत. म्हटलं मग स्वतःसाठी पण काहीतरी असं केलं पाहिजे ना, आहे का नाही? <chuckles> तर मला एक मला सुद्धा एक आवड होती, की व्हिडिओ गेम्स मी खूप खेळायचो लहानपणापासून. म्हणतात ना की अ, चौथी, पाचवी पासूनच मी व्हिडिओ गेम्स खेळायला लागलो आणि माझं एवढं प्रोफेशनल त्यामध्ये की एखादी गेम मी सकाळी चालू केली ना, तर मी संध्याकाळी, संपवणार म्हणजे संपवणार 6:00-7:00 वाजेपर्यंत.
हं. हां. अच्छा. हं. अगदी बरोबर. हं. हां. <chuckles>
पूर्ण गेमच फिनिश करणार. एवढे भारी म्हणतात ना माझ्याकडं ते एक अ, अ, प्रोफेशनलगिरी होती त्या गेममध्ये आणि ती कला नाही म्हणजे त्याला टाईमपास समजायचे लोकं नाही का? की "काय हे टाईमपास करत आहे?"
ओके. अच्छा. मग हे जे तुम्ही एडिटिंग जे तुम्ही म्हणत आहे, तर ते तुम्ही कुठून शिकलात?
अ, माझं कसं आहे, की मी अ, काही फॉरेनर टीचर्स होते माझे.
हां.
त्यांच्याकडनं मी शिकलो. अ, ते मला शिकवायचे सगळे ऑनलाईन. आणि मी त्याच्यावरनं म्हणजे पहिले तर म्हणतात ना असच इकडं-तिकडं बघून, बघून, बघून, बघून शिकत गेलो. आणि नंतर मग थोडे क्लासेस वगैरे लावून त्यात प्रोफेशनल अ, झालो मी. त्यांचे अ, ट्युटोरियल्स बघून आणि त्यांचे अ, वेबसाईटवरती त्यांचे अ, फ्री कोर्सेस असतात किंवा म्हणतात ना, ट्रायल बघायचो आणि हे बरोबर आहे का व्यवस्थित आहे का? आणि मग त्यांचे अ, कोर्सेस विकत घ्यायचो आणि त्याच्यातनं मी शिकायचो.
ओके. हं.
कारण की त्यांच्याकडनं फुल प्रोफेशनल शिकायला भेटतं हॉलिवूड लेव्हलचं.
अ हो. अच्छा. तर म्हणजे तशी तुम्ही तुमच्या अ, एडिटिंगची सुरुवात केली आणि अ, अ, म्हणजे जेव्हा हे तुम्ही घरी सांगितलं, की मला ह्या क्षेत्रात मला आवड आहे. कारण एडिटिंग म्हणलं, की हे खूपच वेगळं क्षेत्र झालं ना? मग तुमच्या घरच्यांचा प्रसी प्रतिसाद कसा होता या गोष्टीला?
हां. <laughs> त्याचे म्हटले, "एडिटिंग?" "हे काय असतं? हां. हे काय तुझ्या डोक्यात खुळं-बिळं घुसलेत." हां.
हां. त्यांना तर तुम्हाला समजवणं खूप मुश्किल गेलं असेल ना?
ते म्हटले, "डॉक्टर ऐकलंय, इंजिनिअर ऐकलंय." नाही का? "आणि बाकीचं ते काय म्हणतात सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, की बाबा कोणतरी म्हणतात ना मॅनेजर होतंय, अकाउंटंट होतंय. तुझं काही नवेच खुळ आहे काहीतरी." नाही का. म्हटलं, की "नाही बाबा आवडते मला फोटोग्राफी करायला, सगळ्या गोष्टी करायला, फोटोशॉप्स करायला." मग ते जरा म्हणतात ना असं थोडं त्यांना असं नाक मुरडायचे माझ्याकडं बघून. पण जसं-जसं त्यांना कळलं, की अ, लोकांच्या वर्षाची सॅलरी मी एका व्हिडिओमधनं आता हळूहळू घ्यायला लागलो. त्यांनी म्हंटलं, वाह रे पठ्या! असं सुद्धा काही असते का? <laughs>
हां. हां. हं. हां. नाही, अगदी बरोबर. कारण कसं आहे ना, की जुनी लोकं जी आहेत. त्यांना काही म्हणजे म्हणतात इंजिनिअरिंग, डॉक्टर, वकील काही बेसिक प्रोफेशनचं माहिती आहेत. पण हे जे नवीन जे काय आलं आहे, एडिटिंग एंड हे सगळं सोशल मीडियावरून पण आपण पैशे कमवू शकतो. हे पालकांना कन्विन्स करणं, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून मला ती जाणणीव जाणून घेण्यात खूप उत्सुकता होती, तुम्ही कसं केलं ते. हां, तर हां.
<chuckles> हं, हं, हं, हं, हं. अ, हो. हां. <chuckles> अ, नाही कन्व्हेन्स नव्हते होत. अ, मी तुम्हाला सांगतो, म्हणजे खूप मी पहिले एक दिवसा काम करायचो आणि रात्रीच्या ह्या गोष्टी जागून-जागून करायचो नाही का? आणि खूप म्हणतात ना, अ, असं त्यांना सांगायचं नाही, हां बाबा, काहीतरी करतो आहे, हे करतो आहे, असं करून लक्ष नाही द्यायचं, नाही का. करत राहायचं, करत राहायचं. मग हळू-हळू, छोटे-मोठे ऑर्डर वगैरे करत, करत, करत, करत. मग त्यांना विश्वास पटला की, "हां, हा कमवतो आहे, बाबा काहीतरी पैसे-वसे आणून द्यायला लागला आपल्याला.' मग त्यांना पटलं <chuckles> आणि दुसरी गोष्ट काय? की हा कला जी होती ना, मी ही रि अशीच शिकलो होतं दुसऱ्यांना अ, कामासाठी उपयोग करण्यासाठी. पण ह्याचा उपयोग मला असा झाला की मी स्वतःचेच व्हिडिओ आता एडिट करायला लागतो. दुसऱ्यांच्या कार्याला टाईमच नाही माझ्याकडं. <chuckles> जशे माझे
हं. हां. <chuckles> अच्छा, हं. हं, हं. अ अच्छा मग तुम्ही कुठल्या कसल्या प्रकारचे असे व्हिडिओस बनवत
अ, मी गेमिंगचे व्हिडिओस बनवतो की कशे खेळायचे? काय ते ट्रिक्स वापरायचे? काय टिप्स वापरायचे? आणि त्याच्यावर लाईव्ह स्ट्रीमिंग करायचं. तर ह्या गोष्टी मी म्हणतात ना सोशल मीडियावरनं करणं, Instagram, Facebookवर टाकणं. तर त्या गोष्टीचं मला म्हणतात ना, अ, फायदा व्हायला लागला कारण की लोकांना, आजकालच्या यंग जनरेशनला ह्या व्हिडिओस खूप आवडतात, आहे ना आणि अ, त्या व्हिडिओजमध्ये त्यांना म्हणतात ना, अशा गोष्टी दाखवणं आणि एडिटिंगची पॉवर माझी करून <chuckles> अजून त्याला भारी बनवणं, ते त्यांना बघायला आवडतं आणि मग म्हणतात ना, मला पहिले असं अ, एवढे व्हियूज नाही यायचे मला सुद्धा. पण मी अ, म्हणतात ना, की अशे अ, चांगले-चांगले हॅशटॅग वापरणं, चालू केले. मग मी काय करायचो? की व्हिडिओ एक टाईममध्ये वाढायची आणि नंतर परत थांबून जायची.
अच्छा. हं, हं. हो, ते तर आहे. हां. हं, हं. हं, हं.
आणि मग मला वाटायचं अरे हो, आता हे थांबलच आता काही काहीच व्ह्यूज येईना. परत मी एडिट करायचो त्याला, परत # चेंज करून टाकायचो. परत ते व्ह्ज चालू होऊन जायचे वा वाढायला. तर ह्या
ओके. अच्छा, मग अस तुम्ही करायचा. मग मला हे तुम्ही जे व्हिडिओ जे बनवायचा, हे तुम्ही कुठे टाकायचा? म्हणजे कुठल्या सोशल मीडियावर तुम्ही टाकायचा?
अ, मी जर टाकायचो YouTubeवर, मी टाकायचो Instagramवर, शॉट्स टाकायचो आणि अ, म्हणतात ना आपल्या Facebookवरती पण टाकायचो. कुठूनही व्हायरल व्हायला पाहिजे.
हं. अच्छा. मग हं. हा. मग ते जे लोक आहेत. कधी-कधी असं होतं ना, की लोकांना व्हिडिओ बनवलेले, त्यांना असं वाटत नाही, की त्यांना आवडत नाही किंवा त्यांना कंटेंट आवडत नाही. मग ते कमेंटमध्ये लिहतात. मग त्याला तुम्ही कसं रिएक्ट करता त्या गोष्टीला तुम्ही कसं बघ
हं, हं, हं, हं. हां. हां. अ, मी खाली टाकतो, 'धन्यवाद! तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन माझी व्हिडिओ बघितली. कमेंट तुमचं लेनं-देनं नाही. पण व्हिडिओ बघितली धन्यवाद! तुमच्यामुळं काही पैसे मी अजून अर्जित करू शकलो.' <chuckles> मी जास्त पॉझिटिव्ह राहतो.
अच्छा, म्हणजे किंवा तुम्ही सबस्क्राईब नाही केलं, पण व्ह्यूज मिळालं असं.
अ, हा. मला म्हणजे, मला एकही व्हिडिओ वर कमेंट असं खराब नाही आलं अजून तरी नशिबानं. <chuckles> त्या गोष्टीच आहे. कारण की मी हेटेड काहीच बोलत नाही कोणाला. नाही का? आपल्या कामाशी काम ठेवतो. हा चांगलेच कमेंट्स येतात आणि वाईट कमेंट आलं आणि सुदैवाने कधी येऊ पण नये, पण असं आलं तर मी अशी प्रतिक्रिया देतो नाही का?
हं, हं, हं. हां. अच्छा, मग तुमच्या दिवसातला किती वेळ त्या कामाला द्यावा लागतो?
ठीक. अ, एक व्हिडिओ एडिट करायला अ, खूप वेळ लागतो. 60 ची एक परफेक्ट व्हिडिओ बनवण्यासाठी कधी कधी अर्धा तास, 1 जातो. परफेक्शन जेवढे मोशन ग्राफिक्स असतील जेवढ्या गोष्टी मी करेल त्यामध्ये, अ, तेवढा वेळ खात असतं ते. म्हणतात ना, कधी कधी एक दिवससुद्धा जातो एक व्हिडिओ परफेक्ट बनवण्यासाठी.
अरे बाप! हं, हं, हं.
जशी मला ती व्हिडिओ चांगली बनवायची. नुसतं आ व्हिडिओ पाहिजे हां. पूर्ण व्हिडिओ आहे 1 ची आणि त्याला कट करून 60 ची बनवायची. त्याला पण टाईम जातो. या 2 ची व्हिडिओ आहे. त्याला पण अ, म्हणतात ना नुसतं अ, एडिटकरून ग्राइंडिंग कलर, ग्राइंडिंग करून वगैरे बनवायची असेल, तर ते लगेच बनतं म्हणजे त्याला जास्त टाईम नाही लागत. 5-10 मिनिटात मी ते करून टाकतो. 5 मिनिटं पण जास्तच म्हणत आहे.पण जी परफेक्ट व्हिडिओ असते ना, ती बनवण्यासाठी खूप अ, टाईम जातो कारण की 4K करायचं असतं. सगळ्या क्वालिटीज लक्षात ठेवायच्या असतात, कारण की व्हिडिओ नुसतं तुम्ही हा अशी कुठलीही बनवून टाकली तर ते नाही ना, समोरचा व्हिडिओ मला देत आहे कुठल्याही क्वालिटीची, पण मला ती 4K मध्ये त्याला द्यायची आहे, कारण की ती अपलोड क्वालिटी ती हवी. तर त्या गोष्टी असतात.
हं. अच्छा. हं. अ, हां, हां. अगदी. हं. बरोबर आहे म्हणजे, इन शॉर्ट यामागे कष्ट तर आहे. बरोबर? अच्छा.
हां. खूप एक ठिकाणी बसावं लागतं आणि खूप साऱ्या फाइल्स असतात, त्याला एक साथ खूप साऱ्या फाइल्सवर लक्ष द्यावं लागतं, असे लाईन लागलेली असती. छोट्याशा वर्किंगमध्ये सगळं काम करावं लागतं, जरा असं काही चुकी झाली, तर कल्याण परत सुरू त्याची लक्ष द्यावं लागतं.
हं. हं. अच्छा, मग हे जे सोशल मीडियावर तुम्ही जे टाकता, तर तुमचं टार्गेट ऑडियन्सपण असेल, म्हणजे एक ह्या, ह्या वयातील लोकं माझा व्हिडिओ बघतील तसं काय?
अ, हां. नाही असं काही नाही आहे. जे पण आहे ना, अ, अ म्हणजे 12 वर्षापासून 10 वर्षापासूनचे पूर्ण अ, म्हणतात ना, 25 वर्षाचे मोठेपण माझे व्हिडिओ बघतात. <chuckles> आणि त्याच्यापेक्षा मोठे पण बघतात. कारण की ते गेम खेळणं सगळ्यांनाच आवडतं. बघा आजकाल असं काही नाही आहे. अ, जेवढे पण यंग जनरेशन आहे सगळेच गेममध्ये म्हणतात ना, येडे झालेले असतात आणि त्यांना त्या गोष्टी कळत नाही. कसं हँडल करायचं? काय करायचं? ह्या लेव्हलनंतर कसं पुढे जायचं? ते अडकलेले असतात तिथं. मग माझ्या व्हिडिओजमधनं त्यांना माहिती भेटते. पण मी थोडा फनी कंटेंट बनवतो. जसं की आवाज माझे चेंजकरून थोडं त्याला कॉमेडी करतो आणि त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. जे जेणेकरून त्यांना म्हणतात ना, असं बघायला भारी वाटतं अरे! काय आहे हे, नाही का असं. आणि मी मोटिव्हेटपण करतो, कि बाबा करा तुम्ही सुद्धा असं काही ना काही करा. नुसतं मीच करत आहे असं नाही. आवड म्हणून करा. मला असं नाही आहे, की पैसे भेटावे, व्यूज भेटावे असं काही नाही. मला आवडतं ना, म्हणून मी करत असतो आणि असं आनंदासाठी करतो.
हो. हं, हं. अच्छा. हं. हो. हं. अरे वाह! खरंच छान. तर तुम्ही अ, मध्ये म्हणालात, की अ, व्ह्यूज कमी झाले तर मग मी अजून व्हिडिओज टाकतो किंवा त्याला वेगळ्या पद्धतीने एडिटिंग करतो. तर कधी असं तुम्हाला दबाव जाणवतो का? की सतत काहीतरी नवीन टाकलं पाहिजे असं?
अ, आधी होतं होता, दबाव
हां, हां.
आता नाही आहे. म्हणजे माझं बघा ना, माझं काम चालूचं आहे. आणि ते सोशल मीडियावरती मला असंच म्हणतात ना एक आवड आहे मला म्हणून टाकत असतो. ठीक आहे, मला असं काही नाही की त्याच्यापासून एवढा दबाव घ्यायची गरज आहे. की काय असं टेन्शन घ्यायची गरज आहे? की माझी रोजी रोटी थांबून जाईल, असं काही नाही आहे. बस अ, हौस आहे मला आणि ते हौस पूर्ण करतो. म्हणजे मला एक हौस होती, की मला एक यूट्यूबर बनायचं होतं, हे ना. आता लवकरचं मी बाकीच्या प्रोसेस पण करणार आहे. ट्रॅव्हल बॉक्स ब्लॉग्स वगै, रे नाही का. तर अ, त्या गोष्टीसाठी मला असं वाटतं की लोकांनी बघू, या ना बघू. माझ्या आठवणी कुठेतरी मी स्टोअर करतो आहे ना.
हं. हं. हां. अरे वाह! खूप छान. <chuckles> हं.
आणि त म्हणतात ना एक आवड आहे मला ते करायची. आणि मला असं वाटतं की हां, ज्याला आवडते त्यांनी बघा, ज्याला नाही आवडते त्याने नका बघू. <chuckles> जबरदस्ती तर नाही आहे ना? क करोडो व्हिडिओ पडलेले आहेत. तुम्ही कुठेही बघा काही विषय नाही. तुम्हाला जो कंटेंट आवडतो तो बघा. असं.
अच्छा. नाही ते अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही स्वतःचे व्हिडिओ बनवता, ठीक आहे. तर त्याचं तुम्ही प्रमोशन कसं करता? म्हणजे इन शॉर्ट नातेवाईकांना सांगताना तुम्ही असं सांगता का? की माझ्या चॅनेलला जावा, बघा किंवा तुम्ही स्वत करता?
अंह, अंह. नाही, नाही, नाही, नाही. अ, नातेवाईकांना, तर सगळ्यात पहिले मी रिस्ट्रिक्ट करून ठेवलेलं आहे, सगळ्या अकाउंट्सवरती जेवढे पण आहेत. म्हणजे 300 लोकांना मी कमीतकमी ब्लॉक्स करून ठेवलेलं आहे. नाही मला नाही आवडतं त्यांना कुठेतरी माहिती पडावी. आणि त्यांना थोडं म्हणतात ना, असं कुठेतरी अशी आग लागावी. तर सगळ्यात पहिले म्हणतात ना हेटर्स तेच असतात. की आ नवीन अकाउंट कुठल्यातरी दुसऱ्या अकाउंट नेऊन आपले बॅड कमेंट करणारे लोकं तीच असतात सगळ्यात पहिले. बाकीचे तर बाहेरच्या लोकांना काही लेण-देणं नसतं आपल्या संग. त्यामुळं त्या लोकांना मी नाही हे करत जवळ. कारण की तेच सगळ्यात मोठे ट्रोलर्स आहेत माझ्या आयुष्यातले असं वाटतं मला. आणि कसं आहे की अ, मला प्रमोशन करण्यासाठी मी म्हणतात ना अ, काही ट्रेंडिंग व्हिडिओचे टॅग्स वापरतो आणि बघतो की कुठली व्हिडिओ आता ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. आणि कुठला कंटेंट लोक जास्त बघायला आवडतात डेली.
अरे! का? हां. हं. अरे! अच्छा. हं.
आणि त्या प्रकारच्या टाइप्स वापरून मी ते बनवत असतो.
अच्छा.
अजून तरी मी फेस माझा अ, आणला नाही आहे समोर. पण तरी बिना फेसचं लोकं हे करतात. मला असं वा वाटतं, की आता मी प्रायव्हसी ठेऊन काम करतोय.
हं. अच्छा, अजून रिव्हील केलं नाही आहे व्हिडिओसमध्ये.
अहां, अहां, माझ्या फेसला मी चेंज करून टाकतो कायम मास्क लावून. मला आवडतं ते सरप्राईज अ, लोकांनी मी कोण आहे? ते न बघता माझा कंटेंट लाइक करावा.
अ, ओके. अरे वाह! नाही ते खरंच छान गोष्ट आहे. अ
आहे ना. <chuckles> माझी प्रायव्हसी नाही जात कुठं. म्हणजे मी कुठं बाहेर गेलो ना, तर मला नाही वाटत, की कोण मला येऊन त्रास देणार आहे. <chuckles> आहे का नाही? हे असं.
<chuckles> नाही, ते पण आहे. अ, पण फेस कधी फ्युचरमध्ये रिव्हील करायला आवडेल? <chuckles>
अं, आता तरी विचार नाही आहे माझा. <chuckles> ते असतात ना त्यांना मी असंच करतो आहे, की हां, बाबा एवढं 10 मिलियन झाले हे झालं तेव्हा बघू. सबस्क्रायबर काहीतरी करू असं. तर ते टाईम आहे त्याला खूप मोठी जर्नी आहे. अजून 2-3 वर्ष, 5 वर्ष पण लागू शकतात. या रातोरात सुद्धा होऊ शकतं. सांगता येत नाही. पण हां, माझे अ, कसं आहे, की पुढं इन फ्युचर मी करायचा प्रयत्न करेल कारण की अ, माझी जी कला आहे ही मला एक कला आवडते मला.
त्या सारख हं, हं. हं.
आणि हिलाच मला पुढे घेऊन जायचं आहे, की जी मला म्हणतात ना मला आवड आहे त्या गोष्टीमध्ये. हे ना?
हां.
असं, की माझ्या मर्जीनी मी काय बनवतोय, माझ्या मर्जींनी मी टाकतोय आणि मला आवडतंय तर ती माझी कला मला अ, अशी बदलती आहे. ती मला खूप चांगलं वाटतंय. जसं टेक्नॉलॉजीज वाढत आहे. अजून पुढं काही ना काही वाढतील. तर त्यामध्ये अजून काहीतरी माझं अ, फायदा होऊ शकतो, नुकसानही होऊ शकतं. नाही का?
अगदी बरोबर. मग एक मला जाणून घ्यायचंय की जर हे सोशल मीडिया नसतं, तर आता तुम्ही कुठल्या क्षेत्रात असता?
हां, फक्त अ, मी लग्नाचे व्हिडिओ बनवत बसलो असतो लोकांचे. <laughs> या पिक्चर-विक्चरची अं, एडिटिंग करत बसला असतो.
म्हणजे आपले अच्छा ओके. पण ते तुम्ही टाकू नसतं कारण मी म्हणले जसं सोशल मीडिया नसतं तर.
या मूव्हीज असतात. हां, तर मी पिक्चर-बिक्चर असतात ना टीव्ही, टेलिव्हिजनच्या सीरियल्स त्यांना एडिट करत बसलो असतो.
हां. अच्छा, अच्छा, अच्छा.
तोच प्लॅन होता माझा, की हॉलिवूड मूव्हीज या अ, टेलिव्हिजनच्या सीरियल्स असतात, त्यांना एडिट्स करायचं, त्यांना सगळं अ, शॉट्स लावायचे. एडिट सगळ्या गोष्टी करायच्या. तर ते झालं असतं. पण नशिबाने आता नाहीये. मला वाटतंय तेच करतोय मी. <chuckles>
हं. अरे, मग कधी तुमच्याकडे कोणी आलंय का की मला एडिटिंग शिकायचंय आणि शिकवाल का हे अप्रोचनी कधी?
अं, नाही मी सांगत नाही कुणाला मी काय काम करतो कुणालाच. माझ्या बेडरूमला कायम लॉक असतं, मी बाहेर गेलो तरी आणि माझ्या कुठल्याच गोष्टी मी कुणाला दाखवत नाही. <chuckles> सरप्राईज, जो पर्यंत म्हणतात ना मी माझ्या लेव्हलला पोहचणार नाही ना, तोपर्यंत मी कुठेच रिव्हील करत नाही, मी काय करतो? बाकीच्या जे लोकं मला ओळखतात त्यांना तरी.
अच्छा. आणि ती पण एक, की जोपर्यंत आपण एखादं यश प्राप्त करत नाही तोपर्यंत आपण ते कोणाला सांगायचं नाही. आणि खरंच म्हणजे या सोशल मीडिया ही फक्त एक जागा नाही, तर मला वाटत या कलाकारांसाठी, तुमच्यासारख्या कलाकारांसाठी एक नवं दार आहे. आणि अ आणि खरंच म्हणजे आम्हाला पण खूप यूज होतो सोशल मीडियाचा. त्याच्यातुन खूप नाही तुमच्यासारख्या लोकांकडून तर खूप काही शिकायला न भेटतं.
हां. <chuckles> हो, हो, हो. हो, हो, धन्यवाद. हो, हो, भेटूया आपण पुन्हा लवकरच. धन्यवाद.
छान वाटलं आणि पुन्हा पुन्हा बोलू.